अ, अ, नक्कीच मला एक अ, सिक्वेल असं आठवतो, की काही धर्मेंद्रचा काहीतरी पिक्चर होता तो. जुना पिक्चर मला नाव नाही सांगता येत आणि तो एक्झॅक्टली दृश्य नाही सांगता येत. पण अ, त्यावेळेस आहे ना, की एक अ, पंजाब रेजिमेंट तिथं आलेली. त्यांचे नवीन-नवीनच रेजिमेंट आलेली. तर ते अ, भरपूर अ, सरदार लोकं, ते भरपूर अ, सरदार फॅमिलीज तिथं आलेली. तर ते काय नवीन-नवीन पाहायला त्यांना थोडंसं हे वाटायचं, त्यांची ते लांब-लांब दाढी, लांब-लांब केसं. आणि त्यांची बोलण्याची टोनिंग-वनिंग थोडीशी हे असायची. आणि त्या सिनेमामध्ये काय झालं ना? काही गाणी होत्या चांगल्या आणि ते सरदार, अ, ते सरदार जे लोकं होते, बरेच काही अंकल लोक होते ते 7-8 जणं आणि ते शक्यतो सिनेमा सुरू झाल्याच्या बऱ्याच वेळानंतर आलेले ते. आणि ते लोकं आले ड्रिंक करणं, ड्रिंक करून आलेले होते त्यावेळेस. आणि काय होतं ना की ड्रिंक करून अलाउड नव्हतं त्या सिनेमागृहात यायला कारण की फॅमिलीज असती म्हणून. पण ते लोक नवीन-नवीन आलेले. मग त्यांनी तो रुल्स सोडला आणि ते आले आणि ते गाणे-वाणे लागले तिथं. त्या लोकांनी एवढा धिंगाणा घातला, एवढे डान्स केले, एवढं हसून-हसून आम्ही सगळे परेशान झालो. तो एक दिवस <chuckles> भांगडा आणि जो दिसेल त्याला ते नाचायला फोर्स करत होते आणि त्यांची ते होते पण असे धिप्पाड, बस दिसायला ह्याला त्याला. आणि बाकीचे सगळे सोबतचे जे लोक होते, त्यांना असं वाटायचं बाबा आता हे ड्रिंक केलेलं आहे. आता ह्यांच्याशी काय वाद घालावा? ते नकळत त्यांच्यासोबत मग त्यांनाही ते नाचावं लागायचं. तो फार धिंगाणा झाला आणि मग तो सिनेमा त्या दिवशी झालाच नाही तो. बरेच ते भांडणं-वांडणं झाले, युनिटचे लोकं आले.
अच्छा. अ, हं. अच्छा. सरदार होते. हो, हो, हो. बरोबर आहे. हां. ती आपल्याला बघायची सवय नसते ती. बरोबर. हां, हां, हां. अच्छा. अरे बापरे! बरोबर. फॅमिलीज असतात बरोबर. अरे वा! हं. भांगडा केला भांगडा. <chuckles> बरो <chuckles> बरोबर पण अरे बापरे! हां, हां, हां, हां, हां.